नक्कीच, नक्कीच. मी माझंच उदाहरण देईल त्याच्यामध्ये की अ, मला जसं फोटो काढायला आवडतात आणि अ, म्हणजे आपण म्हणतो ना, की एस्ट्रोनॉमीचे जे फोटो असतात, म्हणजे रात्रीचे जे काढतात ज्याच्यामध्ये, तर त्याचे कॅमेराज ना खूप महाग येतात. नक्कीच. तर अ, हां. तर त्याचे कॅमेराज हे खूप महाग येतात आणि ते पहिल्यापासून माझ्याकडे नव्हतेच. तर जसे अ, पहिले बघा असा SONYचा असा छोटा हँडी अ, कॅम यायचा. मग हां. आणि त्याचे वेगवेगळे असे छानसे कॅमेरास पण यायचे. तर त्याच्याने मी फोटो काढायची. तर मला जास्त करून त्या अ, फोटोग्राफीची जास्त आवड आहे. तर अ, मी असं केलेलं होतं म्हणजे ते. आणि मी नेहमीच हे करायची की मला पाहिजे, पण बघायची मी की "खरंच हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. हे आहे. काय करायचं बरं? मग आपण पैसे जमवायचे का? आपण वाचवायचे का? मग बाकीकडे खर्च नाही करायचा का?" अशी मी खूप विचार करायची आणि मी प्रयत्न पण करायची. हां. पण मग हळू-हळू काय होत गेलं, की हां, तर मग मी काय केलं म म्हणजे करत गेली. म्हणजे आता तुम्ही म्हणा लकिली तसं झालं किंवा कसंही. टेक्नॉलॉजीना खूप वाढत असते. आपण कसं म्हणतो दिवसेंदिवस वाढत असते. तर मोबाईलमध्येच एवढे छान-छान कॅमेरे अ, यायला लागले ना, म्हणजे त्यांचे पिक्सल आणि त्याचं हे. तर ते खूप छान यायला लागलं आणि माझ्याकडे सध्याचा जो अ, Google पिक्सलचा जो आहे ना फोन, तर अ, अ, तर तो त्याची किंमत आणि समजा एखादा तसा जो मोठा व हे असतो ना डी-एस-एल-आर हां. खूप लाखांमध्ये जातो. तो खूप लाखांमध्ये जातो. जरी मला जसच्या तसं नसेल मिळत, पण थोडंफार म्हणजे मला जर माझ्या आवडीच मिळतय ना, तसा माझा मोबाईल हा आता काम करतो. तर म्हणजे मग ते मी अ, थोडेसे पेशन्स ठेवले. अ, थोडीशी माहिती काढून ठेवली आणि मग अ, थोडसं मिळतं-जुळतं जरी झालं, तरी मी खुश आहे माझ्या छंदामध्ये. पण मी तेच पाहिजे, तेच पाहिजे, तेच पाहिजे. असं, असं नाही करत बसत मी. तर मला असं वाटतं की जर आपल्याला छंद आहे ना, तर आपल्याकडे अ, आपण उपाय पण काढतो. पण अ‍ॅडजस्टमेंट पण करतो. खर्चाची असू द्या म्हणजे तुम्ही बोललात एक्सपेन्सिव्ह. तर खर्चाची पण आपण करतो. कारण ती आपली अ, आवड असते. माणूस बरोबर करतो तेव्हा.
हां. हो ना. अच्छा, हं. हं. हां. हँडीकॅम येस. हं. हां. हो ना. हां. एक्झॅक्टली. हं, तर काय करता बरं अशा वेळेस तुम्ही? हां. बरोबर. अच्छा, हं. हां. प्रोफेशनल सेटअप असेल, हं. सारखीच आहे जवळपास. अच्छा. हां. बरोबर. हां. आलं लक्षात. हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हां. <chuckles> बरोबर. हो. म्हणजे असं म्हणता येईल थोडक्यात की "इच्छा तिथे मार्ग." म्हणजे मार्ग काहीतरी निघतो आपल्या बजेटमध्ये म्हणतात ना एक सुवर्णमध्य काहीतरी निघू निघूनचं जातो त्यामध्ये. अ, आणि जसं तुम्ही बोललात की सोशल मीडियाचा तुम्ही उल्लेख केला. आता डिजिटल झालं आहे प्लॅटफॉर्म, तर यावरूनही छंद जोपासण्यास आजकाल मदत होते का हो? कारण की बघा काही-काही जणं असतात ते स्वतः तर एक्सपेन्सिव्ह छंद जोपासू शकत नाही. पण एखादा इन्फ्लुएन्सर वगैरे असेल तर तिथे जाणार. त्यांचे व्हिडिओस वगैरे बघणार आणि त्याचप्रकारे बजेटमध्ये आपलं काहीतरी क प्रयत्न करू शकता आपण, असं पण एक मदत होऊ शकते सोशल मीडियामुळे.
हो, हो. अहं, नक्कीच. हां, हां. हां, हां. हं, हं. हो, हो.